कधी-कधी आमच्या कामामध्ये आम्हाला कधी-कधी अपयश येतं आणि आम्ही निराश होतो. परंतु अ, कोणीतरी म्हटलेलंय की अपयशी यशाची पहिली पायरी आहे. तर आम्ही आमच्या जीवनामध्ये काही शिकत असतानाही आमच्या जीवनात अपयश येतं आणि आम्हाला काहीतरी शिकवून जातं. आणि तू तुझ्या जीवनात पण काही अपयश आलं का? त्याच्यातून तू काही शिकलास. अशा काही घटना किंवा नोकरीमध्ये म्हणा किंवा अ, कामामध्ये म्हणा, नोकरीमध्ये किंवा उद्योग उद्योगामध्ये काही अपयश आलं आणि अ, ते केव्हा आलं? आणि ते कसं आलं? याच्याविषयी सांगशील का थोडं?
हो मला अ, आयुष्यामध्ये खूप वेळेस अपयश आलेलं आहे. तर मला नोकरीत तर नाही, नोकरी तर मी करत नाही. मी शेअर मार्केट म्हणजे बिझनेस टाईपच आहे. शेअर मार्केट मध्ये मी मल मला खूप अ, वेळेस अपयश आलेलं आहे आणि त्यामधून मग मी खूप शिकलेलं आहे काही.
हं. अच्छा. हं, हं.
तर अ, त्यामध्ये काय झालं होतं एकदा की मी
अ, म्हणजे ते मला ती गोष्ट सांगायचे नेमकं कसं अपयश ते आलं? आणि ही केव्हा सुरुवात केलती? आणि कसं तुला ते क्रिप्टोमध्ये एंट्री वगैरे झाली काय? काय झालं? ते मला सविस्तर सांगशील का थोडं?
हो, सांगतो. मी जे आहे ना शेअर मार्केट म्हणजे शे क्रिप्टोमध्ये पण ट्रेड करतो. तर अ, क्रिप्टोमध्ये काय झालं होतं एकदा, की अ, मी क्रिप्टोमध्ये कसं कॉइन सिलेक्ट करायचो. त्यानंतर मला जे कॉइन आवडतात, त्यांची मी सगळे पूर्ण डिटेल काढायचो. त्यांचं त्या त्यांचं सप्लाय किती आहे. त्यानंतर मी सर्व माहिती घेऊन मी त्या एका कॉइनमध्ये मी एंट्री केली होती.
हं, हं. हं. हो. अच्छा.
हो, तर त्या कॉइन हं.
मग? मग, काय झालं पुढं?
तर तो कॉइन मी अ, समजा एक अ, कॅट नावाचा कॉइन होता. तर क्रिप्टोमध्ये कसं आहे, वेगवेगळे असे प्राण्यांचे नावाचे कॉइन असतात. तर त्यामध्ये आपण पैसे गुंतवतो. तर ते पैसे गुंतवल्यानंतर जर तो कॉइन वर गेला, तर अ, आपल्याला प्रॉफिट होतं आणि जर खाली आला तर अ, लॉस होतो. आणि त्यामध्ये हो ना. त्यामध्ये एक अ, मार्जिन प्रकार असतो. मार्जिनमध्ये कसे असते, की जर आपण समजा जास्त मार्जिन घेतली
हां, हां. अ, हां, का? अच्छा. हं, हं. हं, हं. अरे बापरे! हं, हं. हां, हां.
तर अ, आपलं लॉस होण्याचा संभावना जास्त असतात. आणि प्रॉफिट प्रॉफिट पण होतं. पण आपल्या घेतलेल्या प्राईस पेक्षा जर तो वर गेला तरच प्रॉफिट पण चांगलं होतं आणि जर तो खाली आला आणि त्यामध्ये आपलं जे एक लिक्विडेशन प्राईस असते. त्या लिक्विडेशन प्राईसला जर तो टच झाला तर मग अ, आपलं पूर्ण अमाउंट 0 होऊन जाते आणि लॉस हो होतो.
हं, हं. हं, हं. हं, हं. हो. खूपच रिस्की आहे हो. म्हणजे हे तर खूपच अवघड आहे आणि खूपच डेंजर आहे हे. म्हणजे जर खाली आलं, तर पूर्ण पैसे आमचे बुडतात याच्यामध्ये. क्रिप्टोमध्ये मार्जिन म्हणता तुम्ही त्याला.
हो. हो ना. खूप अ, रिस्की पण आहे.
हं, हं, हं. ते म्हणजे कसं बरं तुम्हाला म्हणजे याच्यात मग कसं अपयश आलं म्हणजे मला सांगा ना? हां, सा म्हणजे पुढं काय झालं सांगा नेमकं? हां
तर यामध्ये हं. हो तर मग मी काय केलं, अ, माझ्याकडे जे पैसे होते, तर ते पैसे मी काय केलं, त्यामध्ये गुंतवले एका कॉइनमध्ये. समजा, मी हां, तेव्हा त्याची प्राईस झिरो पॉइंट डॉलरमध्ये असते ती. तर डॉलरमध्ये समजा 0.01 अशी एक प्राईस होती. तर त्या प्राईसला मी खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर मग अ, मी वाट बघितली 1 दिवस, 2 दिवस आणि जसे-जसे मी वाट बघत गेलो तर तो कॉइन वर जाणे सोडून तो खाली-खाली येत गेला. तर अ
हं. हं. अच्छा. हं, हं. हो, हो. हं, हं. अरे बाप रे! लॉस झाला का तुम्हाला.
हो ना. हो. म्हणजे रोज अ, माझं म्हणजे अ, 10% 20% असं रोज मला लॉस दाखवत होतं. आणि त्यामुळे मी थोडं टेन्शनमध्ये पण आलो होतो. आणि अ, म्हणजे आपला पैसा महत्त्वाचा असतो. तो गुंतवलेला असतो त्यामुळे आपल्याला अ, खूप भीती पण वाटते, की आपला जर पैसा गेला.
अरे बापरे! खूपच भयानक. हं. मग नेमकं शेवटी काय? हां. मग नेमकं शेवटी काय झालं म्हणजे पूर्ण पैसे तुमचे गेले का त्याच्यात?
हो. तर मी काय केलं, त्याच्यामध्ये माझी अमाउंट लागली गेली खूप मोठी. आणि अचानक अ, काय झाले मार्केटमध्ये काही न्यूज आल्या. न्यूजवर पण मार्केट चालत असतं. जर पॉझिटिव्ह न्यूज आली तर मार्केट वर जातं आणि निगेटीव जर न्यूज आली तर मार्केट अ, खाली येतं खूप. तर मी काय अ, मी माझी पोझिशन जे आहे ना, तर त्या दिवशी पूर्णतः अशी लिक्विडेट झाली. आणि माझी जी अमाउंट लावलेली होती ना, ती पूर्ण झिरो झाली. तर मला असं एवढं मोठं अपयश आलं होतं, की मी त्या अपयशामुळे खचून गेलो होतो. एकदम मला असा शॉक लागला होता. म्हणजे पहिल्यांदाच अ, असा
हं. हं. हं. हं. अरे बाप! खूपच वाईट झालं हो.
हो ना. पहिल्यांदाच असं आयुष्यात एवढं मोठं लॉस झाला होता. तर मला 2 ते 3 दिवस असं सुधारलं नाही. त्यामुळे मग मी
म्हणजे हं रे, रे, रे! अरे, रे, रे!
हो एकदम म्हणजे असं परेशान झालो होतो. खूप.
हं.
अत हा एक माझ्या आयुष्यातला
अरे! मग नेमकं अपयशाचा अनुभव होता, तर म्हणजे पूर्ण अमाउंट गेली तर म्हणजे किती अमाउंट होती ओ ती?
हो. ती अमाउंट होती सुमारे समजा पन्नास एक हजार रुपये माझ्या आयुष्यातली समजा ती पहिलीच कमाई म्हणजे मोठी अमाउंट होती. जे की माझी एकदम मोठा लॉस झाला त्यामध्ये.
हं, हं. अरे! खूपच वाईट झालं आणि तुम्हाला लॉस झाला. मग त्या अनुभवातून तुम्हाला 3 महत्त्वाचे धडे काय मिळाले बरं? काय शिकला त्याच्यातून? काय धडे भेटले ते अपयशानंतर? काय करायला पाहिजे, काय नाही? काय शिकलेत तुम्ही?
तर मला त्या अनुभवातून अ, म्हणजे खूप काही शिकायला मिळालं; की जेव्हा आपण ट्रेडिंग करतोय तर ती आपण लिव्हरेज न वाढवता करायची. एकदम म्हणजे एक डिलिव्हरी प्रकार असतो त्यामध्ये आपण कितीपण दिवस त्याला होल्ड करू शकतो त्यामध्ये लॉस चान्सेस नसतात. असतात, पण मग आपण त्याला एव्हरेज करून आपली प्राईस एकदम जवळ आणू शकतो. आणि काही दिवसांनी तो तिथून पंप होतो आणि आपण प्रॉफिट मध्ये येतो. पण, जर तुम्ही जर लिव्हरेज मध्ये गेलात तर, 0 होवून होतात त्यामुळे मग लिव्हरेजपासून दूरच राहायला पाहिजे. हे शिकलो मी त्यामुळे.
हो. हो. अरे वा! ठीक आहे. मला ते समजणा नाही ते लिव्हरेज वगैरे कारण की आता Cryptoमध्ये मी काही नाहीये. तर म्हणजे असं तुम्ही सामान्य माणसाला समजण्यासारखं काय सांगणार की काय धडे आपण मिळायला पाहिजे म्हणजे ते मार्जिनमध्ये खेळायला पाहिजे का नाही? म्हणजे आम्ही जास्त पैसे त्याचे होतात ना मार्जिनमध्ये, तेवढं मला माहिती आहे. तर म्हणजे काय नेमकं धडे आहे त्याच्यातन आपल्याला?
हो हो. यातून एक धडा मिळतो, की जर तुम्हाला पूर्ण नॉलेज नसेल किंवा मार्केटमध्ये तुमचं जर लक्ष नसेल, तर तुम्ही हां, प त्यामध्ये मार्केटमध्ये पैसे गुंतवायला नाही पाहिजे. आणि आणि पैसे गुंतवताना आपल्याकडे जे सेव्हिंग अमाउंट आहे, त्यातील तर आपण 25% ते 30%च अमाउंट आपण पूर गुंतवायला पाहिजे. आणि पूर्ण जर अमाउंट गुंतवली ना, तर काय होतं पूर्ण मोठा लॉस झाल्यानंतर माणसाला खूप त्रास होतो. तर त्याठिकाणी हां.
हं. बरोबर. हो. अरे, वाह! ठीक आहे. हो, हो. अगदीच, अगदीच.
हो. आणि
तर मला हे सांगा ना, की तुम्ही नंतर मग काय वेगळं करायला सुरुवात केली, नंतर पुढं काय वेगळं-वेगळं करणार? किंवा आता हा धडा तुम्हाला भेटलेला आहे, हे तुम्ही शिकलेलं आहे, लॉस झालेलं आहे, तर पुढं मग काय नेमकं सुरुवात केली?
तर मग मी काय केले अ, मला काही दिवसानंतर अ, मी ते थोडं विसरल्यासारखं हे झालं मला आणि मग नंतर मी पुन्हा जोमाने व तयार झालो. म्हण आणि म्हणालो म्हणालो की आता हा लॉस झालेला आहे. तो विसरून जायचा आणि इथून पुढे जोमाने आपण सर्व अभ्यास करून व्यवस्थित आपण अ, ट्रेड करायचं आणि प्रॉफिट करायचं.
अरे वा! अच्छा. म्हणजे आता तुम्ही परत एकदा हा लॉस विसरून आणि परत एकदा प्रॉफिट करणार आहे. मग त्याच्यासाठी काय निर्णय घेतलेत बरं तुम्ही? म्हणजे कसे करणार? काय करणार? आत्ताची जी चूक झाली होती, ती कशी सुधारणार? तुम्ही काय ठरवलं होतं?
हं. तर ती चूक सुधारण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. त्यानंतर मी अशी एक मॅनेजमेंट लिस्ट बनवले. एक वही नोट घेतली. त्यामध्ये आपल्या काय-काय चुका झालेल्या आहेत, तर त्या मी नोट केल्या पूर्ण आणि त्या चुका पुन्हा होऊ द्यायच्या नाही. आणि अ, जे आपलं लॉस झालेला आहे, तो आपल्याला लवकरात लवकर कसा कव्हर करता येईल आणि एकदम रिस्क फ्रीमध्ये कसा कव्हर करायचा, त्यासाठी मग मी प्रयत्न चालू केले होते.
हो, हो. अच्छा. अरे वाह! खूपच सुंदर म्हणजे असे तुम्ही प्रयत्न चालू केले आणि त्याच्यामुळं अ, ह्या घटना घडत होत्या. तर तुमचं म्हणजे मनोबल कसं उभं राहिलं त्या अपयशानंतर म्हणजे तुम्हाला मनोबल कसं उभं केलं तुम्ही स्वतःचं? आणि रोजच्या कामात किंवा विचारशैलीत कोणते छोटे-छोटे बदल तुम्ही आणले की त्याच्यामुळे तुमचं जीवन सुरळीत झालं? काय बरं केलं तुम्ही? मनोबल कसं परत मिळवलं आणि रोजच्या कामात काय बदल केलेत तुम्ही, छोटे-छोटे? किंवा शेअर
रोजच्या कामामध्ये म्हणजे मग मी काय केले, मेडिटेशन चालू केलं, त्यानंतर अभ्यास करणं चालू केलं. आणि असे काही छोटे-छोटे बदल माझ्या आयुष्यामध्ये मी केले आणि त्यानंतर ट्रेडिंगचा पूर्णतः सखोल अभ्यास केला. आणि त्यानंतर मग मी ट्रेड करायला लागलो. मग छोटे-छोटे प्रॉफिट घ्यायला लागलो. असे करत, करत अ, मॅनेजमेंट करून मी तो माझा झालेला लॉस अ, एक दिवशी पूर्ण रिकव्हर करून मग मी प्रॉफिटमध्ये आलो. त्यानंतर अ, म्हणजे मला हा पूर्ण धडा मिळाला, की आपण व्यवस्थित जर ट्रेड केलं, तर आपण प्रॉफिटमध्ये येतो.
अरे वाह! खूपच छान. म्हणजे तुम्ही ते अपयशानंतर पुन्हा प्रॉफिटमध्ये आलात तुम्ही असं म्हणता. काही नियम तुम्ही पाळले, जसं लिहिणं आणि मेडिटेशन करणं या सर्व गोष्टी. तर मला हे सांगा, की ते तुम्ही ज्यावेळेस अ, प्रॉफिटमध्ये आला नेमकं काय केलं आणि कसे अ, कशी ती ट्रेडिंग केली किंवा काय केलं नेमकं किती रुपये लावले परत आणि कसे पैसे काढले त्याच्यातनं काही सांगता का?
हो. हो ना. मी काय केले? की अ, थोडे 2 काही दिवस मी काम करून थोडी अमाउंट माझ्याकडे जमा केली. आणि त्यानंतर मग मी ठरवलं होतं की आता काही पण करायचं. पण मार्केटमधूनच आपला पैसा रिकव्हर करायचा. तर अ, त्यासाठी हो ना. मी खूप प्रयत्न केले. आणि अ, जेमतेम समजा मी वीस एक हजार रुपये त्यामध्ये इन्वेस्ट केले. आणि पूर्णतः अभ्यास करून मी ते ट्रेड घ्यायचो, वेगवेगळे ट्रेड घ्यायचो, अभ्यास करायचो आणि रोजचे समजा अ, 2000-5000 असे प्रॉफिट कंटिन्यू होत गेले मला. कधीमध्ये एक छोटे-मोठे लॉस व्हायचे. पण प्रॉफिट जास्त होत गेले. आणि जे लॉस झालेला होता. तो पूर्ण रिकव्हर केला. मी खूप खुश झालो. आणि मला एकदम असं मस्त वाटलं की आपण काहीतरी आपण जे निर्णय आपले घेतले होते. त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळालं म्हणून.
हो. अरे वाह! छान. बरोबर, खूप छान. मग न त्या प्रॉफिटवरती म्हणजे ते असंच पुढे चालत राहिलं का? मग नेमकं त्या म्हणजे प्रॉफिट येत गेलं. तर मग कशाप्रकारे सर्व गोष्टी मॅनेज करत होता. म्हणजे घरच्या वस्तू पण काही घेतल्या का प्रॉफिटमधून? हं, चालवायचं त्याच्यांतनं.
हो, मी त्या प्रॉफिटमधून खूप अ, म्हणजे काही-काही माझ्या ज्या वस्तू होत्या, मोबाईल एक नवीन मोबाईल घेतला मी. त्यानंतर हो आणि माझ्या आयुष्याचा पहिला मोबाईल होता, जो शेअर मार्केटच्या प्रॉफिटमधून मी घेतला होता. आणि त्यामुळे मी खूप आनंदी आणि खुश झालो होतो आणि जे अपयश आलं होतं ते मी पचवलं पूर्ण आणि त्यातून वर आलो आणि परत प्रॉफिट करून दाखवलं.
हं. अरे वाह! हं, हं. खूप छान. म्हणजे हे अपयश आलं, परंतु या सर्व गोष्टी केल्यामुळे परत तुला यश आलं. तर अ, समजा आमच्या
हो.
तर म्हणजे आम्ही समजा अपयशी झालो होतो. तुझ्या मित्रांना किंवा तुझ्या परिवारातील लोकांना हे तू काही सांगितलं का, तू अपयशी झालास म्हणून?
तर अपयश कसं आहे, मी सांगितलं होतं काही जे माझे जवळचे मित्र आहेत त्यांना सांगितलं होतं. त्यांनी पण फार मला मदत केली त्यामध्ये, की तू टेन्शन घेऊ नकोस. सगळं व्यवस्थित होईल. धीर धर थोडा, अ, व्यवस्थित अभ्यास करून परत तू तुला माहिती आहे, की तुला यामध्ये नॉलेज आहे. तू करू शकतोस आणि समोरच्या मित्रांना पण माहिती होतं, की ह्याच्याकडे नॉलेज आहे. हा लॉस झालेला आहे पण हा रिकव्हर करू शकतो. हा त्यातून लवकरात लवकर निघू शकतो. त्यामुळे मला खूप अ, मदत झाली मित्रांची आणि मग ते अपयश मी यशामध्ये कन्व्हर्ट केलं.
हं. हां. हं, हं. हं, हं. अरे वाह! खूपच छान हं. म्हणजे ते अपयश तू यशामध्ये कन्व्हर्ट केलं. तर मग अ, म्हणजे तू हे स्वीकारलं का माझ्याकडून लॉस झाला होता. चूक झाली होती पण मी ती सुधारली.
हं. हं. हो, मी ते स्वीकारलं की माझ्याकडून जी चूक झालेली आहे. ती आता पुन्हा होऊ द्यायची नाही. कारण आपल्याला माहिती आहे आपण जर चुका केल्या तर आपलाच लॉस होणार आहे. त्यामुळे ज्या चुका झालेल्या आहेत, त्या पुन्हा कधी परत-परत करायच्या नाही अन् त्यामुळे मी यशस्वी झालो त्या चुका परत-परत केल्या नाही त्यामुळे.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. खूप छान सांगितलंस की तुझं अपयशानंतर तू, कसं परत यश मिळवलं आणि त्यातून काय-काय शिकलास आणि काय-काय बदल तुझ्या जीवनामध्ये तू केलं आणि खरंच अ, खूप मनापासून धन्यवाद या सर्व गोष्टीबद्दल या तू ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्याबद्दल. आणि तुझ्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तू असंच करत रहा, असं मला वाटतं आणि खरंच तुझे खूप-खूप आभार.
धन्यवाद! तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटले. असेच आपण बोलत राहू पुन्हा.